मला सांगा, की तुमच्या आयुष्यामध्ये जेव्हा तुम्हाला क्रिएटिव्ह ब्लॉक येतो, तेव्हा तुम्ही काय करता?
हं. बघा ना, अ, क्रिएटिव ब्लॉक कसं असतं, की आपण एखादं काम करतोय. क्रिएटिव्ह फील्डमध्ये काम करतोय आणि तेव्हा क्रिएटिव ब्लॉक येणं, म्हणजे काहीतरी काम करत असताना आपल्याला सम संभ्रम निर्माण होऊन जातं किंवा नवीन आयडिया आपल्याला येत नाही. मग तेव्हा त्याला आपण क्रिएटिव ब्लॉक म्हणतो, की आता याच्यापुढे काय करू मी? म्हणजे मला समजत नाही, मग अ, असं कसं तो मोबाईल कसा हँग होऊन जातो, तसं आपलं डोकं हँग होऊन जातं त्या टायमाला.
हं, हं. हं, हं. हं. बरं. बरोबर. अगदीच. हं, हं. अगदी खरं आहे. बरोबर नक्कीच. तर मग मला सांगा ना, की जेव्हा अ, तुम्हाला ह्या हँग होण्याच्या प्रोसेसमध्ये, मग तुम्ही स्वतःला कसं काढतात? आणि कसं स्वतःला चार्ज करून परत मग त्या क्रिएटिविटीवर पुन्हा बसायचा प्रयत्न करता?
हो. हं. हं. <laughs> हो, तर मग जे जर कधी मला असा क्रिएटिव्ह ब्लॉक आला ना, तर मी काय करतो, मी ते त्या कामाला त्या वेळेसाठी ना सोडून देतो, की कामापासनं उठतो. कारण की मी जर त्या ब्लॉकमध्ये असलो आणि काम करत राहिलोच, तर ते नक्कीच ते काम बिघडणार आहे आणि काय त्याच्यामध्ये आपण क्रिएटिव काम करतोय आणि क्रिएटिव ब्लॉक आलेला आहे, तर मग नवीन क्रिएटिव्ह काय देणार आपण? <chuckles> म्हणून मग मी त्याच्यापासून उठतो. अ, थोडंसं फिरायला जातो, जर काही फेरफटका मारायचा राहिला, मित्रांसोबत बोलायचं राहिलं, तर ती गोष्ट करतो आणि मला कसं आहे ना, चहा प्यायला खूप आवडतं आणि तेही अदरक वाली चहा, म्हणजे खूप मजाच. मग ती चहा पिल्यानंतर आहे ना, कसं होतं, की माणूस रिफ्रेश होऊन जातो. थोडे विचार यायला सुरुवात होते आपल्याला आणि आणि जर ती चहा आपण अ, बनवली आणि पिली आणि ती जर पित
हं. हां, हां. हं. हं, हं. हं, हं. हं. <chuckles> <chuckles> हं. हं, हं. बरं. हं. हां, हां. हां, हां. हं, हं.
ती, तर मग अगदी ते निसर्ग दिसतो आपल्याला आणि त्यानंतर मग ते पक्ष्यांचा आवाज आणि ती हवा, त्याच्याने कसं होतं आपल्याला, एकदम निसर्गाशी जुळलेलं वाटतं आणि मन मोकळं वाटतं. मग आपले जे विचार आहेत कारण की आपण क्रिएटिव्ह फील्डमध्ये तर आपण काय विचार करतो? की आपण वारंवार
हं. हं, हं. हां. हम्म. हं.
हम्म.
वातावरणात नवीन क्रीएटिविटिही सुचत असेल?
हो, नक्कीच ना. मग असं करत करत आहे ना, मला काय, अ, म्हणजे नवीन असं क्रिएटिव्ह वाटायला लागतं. विचारांना आहे ना, तेव्हा क्रिएटिव्ह व्यक्तीचे विचार विचार खूप चालत असतात, की काय नवीन मी करू शकतो? अजून काय नवीन करायचं आहे. तर अशा सगळ्या गोष्टींवरती ना थोडंसं कंट्रोल आणायचं. स्वतःला, म्हणजे विचार करण्यासाठी स्पेस द्यायचा. कसा आपण मोबाईलमध्ये जास्त डेटा झाला का, तो हँग होऊन जातो. मग आपण डेटा साफ करतो त्याच्यामधला. त्याच पद्धतीने आपलंही होतं, कॅशे मेमोरी आपण मोबाईलची साफ करतो, त्याच पद्धतीने विचारांना आपण स्लो डाउन केलं ना, तर निश्चितपणेच मग वी नवीन विचार येण्यासाठी जागा बनते आणि मग ते आपण नवीन विचार करायला सुरुवात करतो अशा टायमाला.
हं, हं. बरोब हं. नक्कीच. तर मग मला सांगा ना, की जसं तुम्ही बोललात की अ, सुरुवात करतात, तर मग तुम्ही सुरुवात करण्यासाठी किंवा काय छोटे-छोटे प्रयोग किंवा रुटीनचा वापर करतात, काय सांगणार?
हं.
काही उदाहरण की
बघा ना, जर हो, हो, हो. जर मला अशी सुरुवात करायची असेल ना, की एखाद्या कामाला सुरुवात करतोय मी, तर त्या पहिले मी पूर्णपणे स्वतःला आहे ना, अ, रिलॅक्स करून घेतो. म्हणजे ते काम करत असेल तर, तेव्हा मला नवीन-नवीन विचार यायला पाहिजेल. आणि क्रिएटिव्ह काम असल्यामुळे, काहीतरी नवीन क्रिएटीव्हीटी दाखवायची आहे आपल्याला, त्याच्यामध्ये काहीतरी अगदी वेगळं आपल्याला तिथं शो करायचं आहे. जसं माझं मार्केटिंगचं काम असतं. तर मार्केटिंग खूप मोठा विषय, की आता हे जे प्रॉडक्ट आपल्याकडे आहे, तर याला मार्केटमध्ये कसं प्लेस कर केलं पाहिजेल, लोकां लोकांची अ, ह्याची ह्या प्रॉडक्टशी रिलेटेड भावना कशी असली पाहिजेल. ते आपण
हं. बरोबर. अगदीच, अगदीच.
ॲडच्या माध्यमातनं लोकांना दाखवतो. बरोबर ना.
अगदीच, अगदीच.
मग ते सोशल कनेक्ट कसा बनवता येईल. मग याच्यावरती पूर्ण विचार करावा लागतो, की काय करावं लागेल? कसं प्लेसमेंट ठेवावं लागेल? कुठ कुठल्या आपल्याला मार्केटला टार्गेट करायचं आहे? जेणेकरून लोकं, म्हणजे ते ॲड ॲडचं कसं असतं, की आपण ती ॲड आपल्या जर मनात राहिली किंवा आपल्या याच्यात एखाद्या व्यक्तीने बघितली. तर ती त्याच्यामध्ये ते जे गाणं असतं, ते तो गुणगुणत असतो. ती ॲडचं काहीतरी कंटेंट सोशल राहिलं तर ते त्याच्या लक्षात असतं. तर असं काम करण्यासाठी काहीतरी माणूस एकदम फ्री पाहिजेल मोकळ्या विचारांचा पाहिजेल.
अ
तर मी अशा पद्धतीने त्याची मग काय करतो, मग रचना करतो, की पहिले मी असे छोटे-मोठे पॉईंट्स लिहून घेईल. मग त्याच्यावरती मग तिला थोडं इनॅक्ट करण्याचा ट्राय करेल आणि मग अशा सगळ्या कामात आहे ना, जास्त डोकं वापरलं जातं.
बरो हो. अगदीच, अगदीच. तर मला सांगा ना, की हे पद्धत तर खरंच चांगली आहे, की जे ही तुम्हाला क्रिएटिव्हिटी येते ते जेव्हा पेपरवर लिहितो, तर मग ते नेहमी आपण बघूही शक तर मला सांगा, की अ, जेव्हा आपल्याला क्रिएटिव्ह ब्लॉग वगैरे अ, असतो, तेव्हा शांतता हे किती महत्त्वाची असते आपल्या आयुष्यामध्ये, पीस ऑफ माईंड?
हो. हं, हं. हं. बघा, शांतता आहे ना, सगळ्यात मोठा रोल प्ले करते आपल्या जीवनामध्ये.
हं, हं.
जर का आपण अशांत असणार, तर आपण कुठलंच काम प्रॉपरली करू शकणार नाही किंवा आपलं कुठलंच डिसिजन प्रॉपर राहू नाही शकत. कारण की ते सांगतना, अशांत मनाने घेतलेला जो निर्णय असो, तोही अशांतीकडे व अ, नेतो आपल्याला.
हं. हं, हं.
तर त्याच पद्धतीने क्रिएटिव्ह फील्डमध्ये ही असतं, की आपण शांतपणे विचार केला पाहिजेल. जर का आपल्याला असं वाटत असेल, की आपली विचारांची गती खूप फास्ट झालेली आहे, वेगवेगळ्या प्रकारचे विचार येत आहेत आणि आपल्या कामामध्ये ते अडथळे टाकत आहेत, तर त्या टायमाला आपण थोडासा ब्रेक घेतला पाहिजे. आ, स्वतःला शांत केलं पाहिजे, म्हणजे आपल्या कामानिमित्तचे जे विचार आहेत, ते आपले बाहेर येतील. आपली क्रिएटिव्हिटी बाहेर येईल. काहीतरी अनपेक्षित आपल्याला त्या कामासाठी भेटू शकतं, जर आपण शांत राहिलो.
हं, हं. बरोबर. येस. हं. हं. नाही. अगदीच.
तर मग हो.
तर मग जेव्हा जसं तुम्ही सांगितलं, की शांत राहिलो, तर मग जेव्हा आपण शांत असतो, तेव्हा मग जे आयडियाज आपल्याला येतात. मग ते हळू तयार होतात, की मग त्याच्यामध्ये कुठेतरी आपल्याला छान क्लॅरिटीही येते?
हं. हं. अ, म्हणजे कसं तुम्ही अ, म्हणजे काय सांगतायत? हं.
ते बघा आप एक शांततेचा माहौल जेव्हा असतो तुम्हाला आणि जेव्हा तुमचे क्रीएटिव थॉट्सवर तुम्ही काम करतात. तर मग ते आयडिया ज्या-ज्या तुमच्या डोक्यात असतात, त्या हळू-हळू स्टेप बाय स्टेप्स येत असतात का तुम्हाला?
हं. हं. हं. हो, अ, जर शांततेचा माहौल असेल ना, तर मग कसं असतं, की आपल्याला ना विचार करायला स्पेस भेटते. आपलं लक्ष दुसऱ्या कुठल्या ग गोष्टीवरती नसतं. मग हळू-हळू आपल्याला विचार यायला सुरुवात होते, की मी या गोष्टीला कसं पुढे नेलं पाहिजेल, मी याचं कंटेंट कसं तयार केलं पाहिजेल? जेणेकरून याच्यामध्ये मग जस-जसा आपला विचार येत जातो, मग तो आपण लिहीत जातो आणि लिहिला म्हणजे आपल्याला अजून त्याच्यावरती पुढच्या पुढे काय केलं पाहिजे याच्यावरती आपण विचार करायला सुरुवात करतो आणि असे टप्प्याटप्प्यात जे विचार येतात त्याच्यानीच हे पूर्ण जे आपलं मास्टरपीस आहे हे आपण तयार कर करतो.
हं. बरं. बरोबर. अगदीच, अगदी. नाय खरंच. तर मला सांगा ना की आता जेव्हा तुम्ही हे क्रिएटिव्ह ब्लॉकबद्दल आपण बोलतोय. तेव्हा मग तुमच्या थॉट प्रोसेसमध्ये अ, तुम्हाला कुठली हेल्प वगैरे लागत असते? तुम्ही कोणाचे सल्ले वगैरे घेत असतात? की त्या थॉट प्रोसेसवरच फक्त तुम्ही काम करतात?
हं. हं. नाही नाही. अ, याच्यामध्ये काय आहे ना, मी जे क्लायंट असतात त्यांच्याकडनं सल्ले घेतो, की त्यांना पहिले मी जाणून घेतो की त्यांना लागणार काय? बरोबर ना? जर का आपल्याला त्यांचं रिक्वायरमेंटच क्लिअर नसेल, त्यांना काय लागणार आहे हेच माहिती नसेल, तर मग आपण त्याच्यावरती विचार कसा करायला सुरुवात करायची?
हं, हं. बरं. हं, अच्छा.
ते असं होतं ना मग की अ, बिना निशाण्याचेच आपण तीर मारतोय.
<chuckles>
<chuckles> मग, मग त्याच्यासाठी एक रूपरेषा असणे गरजेचं आहे की समोरच्याला काय लागणार आहे. त्याच्यावरून काय समजतं आपल्याला की आपल्याला विचार करण्याची दिशा कुठे ठेवायची. कुठल्या डायरेक्शनमध्ये आपण विचार करू, ह्या अ, रिक्वायरमेंटला फुलफिल करण्यासाठी. आणि मग त्यांचा अ, मूड करतो की या व्यक्तीला कुठल्या पद्धतीचं कंटेंट आवडेल, काय आवडेल. मग त्याच्यावरती आपण विचार करून त्याला पहिले मग स्क्रिप्ट बनवतो, मग ती स्क्रिप्टचं नरेशन देतो. मग त्याच्यामध्ये काय चेंजेस येतील, काय करायचे, त्याच्याकडनं ते सजेशन घेतो. आणि मग ते सजेशन, तर त्यांचे ऐकल्यानंतर, आपण अजून त्यांना एन्हान्स करतो, मग त्याच्यावरती त्याचं थोडंसं एक छोटंसं प्रोटोटाइप बनवायचा. प्रोटोटाइपवरती काम करायचा. मग ते कस्टमरला दाखवायचं. म्हणजे कस्टमरलाही समजतं की आपण जे विचार सांगितले होते, त्यांचं सादरीकरण लोकांसमोर कसं होणार आहे.
हं. अगदीच. हं, हं बरोबर. अगदीच. अगदी, हं.
मग त्याला ही आयडिया जाते. कारण की तो ही अ, म्हणजे तो क एखाद्या कस्टमरचं काय असतं? मला असं-असं पाहिजे तुम्ही बनवून द्या. पण त्यालाच माहिती नाही की त्याला लागणार काय होतं किंवा त्याचं जी आयडिया आहे ती दिसणार कशी होती? मग त्याला एक प्रोटोटाइप द्यायचा. मग जर त्याला अ, ते गोष्ट आवडली. तर मग तो सांगतो की याच्यासोबतच आपण पुढे जाऊ आणि मग त्याच डायरेक्शननी आम्ही अजून त्याचं लार्ज स्केल मॉडल तयार करण्यात विचार करतो. पण जर प्रोटोटाइपमध्येच कस्टमरला वाटलं की अरे नाही-नाही मी जे सांगितलं होतं त्या पद्धतीने तुम्ही बनवलंय. पण याची या अशा गोष्टीची मला गरज नाही, मला काहीतरी दुसरं हवं आहे. मग आपली ती एफर्ट आणि ती एफिशियंसी आहे ना त्या गोष्टमध्ये वेस्ट होत नाही. मग लगेच आपण दुसऱ्या गोष्टीकडे वळतो. तिचा प्रोटोटाइप बनवतो आणि मग त्याला दाखवतो आणि असं करून मग आपली क्रिएटिव्हिटी वाढत असते आणि ते ब्लॉक जे असतात आपल्याला जे येत असतात वारंवार ते क्लिअर होत असतात, ह्या माध्यमातनं.
एक्झॅक्ट. बरोबर. अगदीच. वेस्ट होत नाही. येस. ठीक. एक्झॅक्ट, तर मग आता बघा ना सध्या तरी आपल्याकडे आहे ना सोशल मीडिया आहे, बऱ्याच गोष्टी आहे. आता एआई टूल्स पण आले आहेत. राइट? आपल्याला ह्या क्रिएटिव्हिटीमध्ये त्यांचाही काही मदत होते का त्या गोष्टींची? जसं ChatGPT, DeepSeek, Grok वगैरे, अं?
हां. हो. हम्म. हो, नक्कीच ना, अ, एआय ने ना, फारशी मदत करायला आता सुरुवात केलेलीय. कारण की काय होतं, की आपण ही जे विचार नाही करू शकत. नुसतं आपण तिथं टाकलं तर त्या पद्धतीचे म्हणजे वेगळ्या डायरेक्शनमध्ये विचार करून तो आपल्याला देतो आणि मग आपल्याला रियलाईज होतं. अरे हा, मी असाही विचार करू शकतो या गोष्टीवरती. मग तो काय करतो? आपला टाईम वाचवण्यात मदत करतो, की तो त्या समजा मला एक पॉइंटआवडला. मग मी त्याला सांगतो की हिच्याबद्दलची पुढची रूपरेषा काय राहणार आहे? याच्यावरती कसं काम केलं पाहिजे? मग तो ते पूर्ण स्टेप बाय स्टेप आपल्याला गाईड करतो, की तुम्ही असं-असं करा. मग आपण ते कामाला आहे ना, फास्ट फॉरवर्ड करण्यात खूप मदत होते, एआयच्या माध्यमातून की
हं. हं, हं. एक्झॅक्टली बरोबर. हं, हं. हं. हं. हं, हं. एक्झॅक्टली, हं, हं.
हो.
तर मग आता बघा ना, की क्रिएटिव्ह ब्लॉक म्हणजे आपण अ, जो ब्लॉकेज आपल्याला हे येताय. तर मग अ, ब्लॉकचं जे औषध पाणी आपल्याला करावं लागतं. तर मग त्यासाठी तुम्ही अ, काय-काय असे गोष्टी करतात? जस की अ, थोडंसं स्वतःला टाईम देणं, बाहेर निघणं, मित्रांना भेटणं, अशा बऱ्याच काही गोष्टी आपल्याला ते रिफ्रेशमेंट आणून देऊ शकतात?
हं. हं. हं. हो, नक्कीच ना. म्हण समजा ब ब्लॉक आलेला आहे आणि ब्लॉकला मग आपल्याला आता औषधच द्यायचं आहे. तर मी सगळ्यात पहिले काय करतो, मस्त बाईक काढतो. बाईक काढून मित्राला सोबत घेतो. त्याच्या घरी जाऊन, "अरे बस मागे," मग मस्त चहा प्यायला जातो आणि गप्पे मारतो. तिथे मनसोख गप्पे मारू.
हं. हां. अहं. हं. हां. अच्छा. अच्छा, चाय पेता? हां, हां.
हो, आणि मित्रासोबत गप्पे. ह्याच्याने काय होतं, की आपण खूप हसतो मित्रासोबत आणि मग वेगवेगळे टॉपिक्स निघतात. त्याच्याने आपलं मन डायव्हर्ट होतं, आपण रिलॅक्स होऊन जातो.
हां. हो. हं. हां, हां. हां, अगदीच, अगदीच.
आणि मग त्याच्यामुळे आपलं माइंड फ्रेश होऊन जातं, रिफ्रेश आपण करतो ना, जसं आपली मेमरी फुल झाली लॅपटॉपला आपण रिफ्रेश करून टाकतो, त्याच पद्धतीने आपण स्वतःला रिफ्रेश करतो.
हं. अगदीच, अगदीच.
आणि मग त्यानंतर मी कामाला परत सुरुवात करतो आणि परत मग अजून चांगले-चांगले विचार यायला लागतात, क्रिएटिव्हिटी वाढवून जाते.
नाही, खरंच, कधी-कधी मग तसेच मित्र काहीतरी अचानक, त्यांच्याही तोंडातून काही सल्लाही <chuckles> निघतो आपल्यासाठी.
हो. नक्क नक्कीच, नक्कीच. म्हणजे काहीतरी असं सांगून देतात, की ज्याचा आपण विचारही नाही केला होता आणि ते आपल्या कामाचंही आहे.
हां. हां. कामाचंही असतं, एक्झॅक्ट नाही खरंच. अ, ब बरं मला सांगा ना, की जेव्हा क्रिएटिव्ह ब्लॉक्स लोकांना येत असतात, तर त्यांनी अ, जेव्हा काही स्टेप्स जर घ्यायचे असेल, साधे सिंपल तर मग त्यांनी काय-काय घेतले पाहिजे?
हं. हं. बघा, जर क्रिएटिव्ह ब्लॉक आला तर तुम्हाला जे आवडतं, तुम्ही पहिले सर्वात पहिले तर आहे ना, ते काम सोडून द्या. कारण की ते तुमच्याकडनं होणार नाही त्या टायमाला. त्यानंतर तुम्हाला कुठल्या गोष्टीमध्ये रिलॅक्सेशन फील होतं ती गोष्ट करा. ती गोष्ट केल्याने तुमचे विचार हे कमी होतील तुम्ही एकदा रिलॅक्स राहणार आणि रिलॅक्स असल्यामुळे तुम्हाला आणि जर चहा प्यायची हौस असेल तर चहा पिऊन घ्या. म्हणजे
हं, हं. हो. बरं. हं. हं. हां. चालेल.
अगदी माइंड रिलॅक्स होईल. आणि त्यानंतर त्या कामावर बद्दलचा विचार करणं सुरू करा. मग बरोबर तुम्हाला क्रिएटिव्ह विचार यायला सुरुवात होईल. याच गोष्टी करायच्या आहेत जास्त काही करायचं नाहीये. आपोआप काम होत जातं.
हं. क्या बात! क्या बात है! म्हणजे रिस्टार्ट करण्यासाठी एक थोडा ब्रेक घेणं गरजेचंच असतं. अ, खरंच अ, खूप सुंदर प्रकारे तुम्ही अ, हा विषय मांडला आहे, आणि माझे प्रश्नांचे जे ब्लॉकेज होते. ते तुम्ही तुमच्या क्रिएटिव्ह विचारांनी ते सोडवले त्याबद्दल तुमचे खरंच खूप आभार! नक्कीच पुन्हा भेटूया. सध्यासाठी आभार आणि धन्यवाद
हो. हं. धन्यवाद.